एकत्र जेवण किंवा पॉटलक म्हणजे फक्त अन्नाचा अनुभव नाही. तर त्यात हास्य, गमती आणि अप्रत्यक्षित असे किस्सेही येतात. तर असा पॉटलक करताना तुम्हाला काही असा किस्सा आठवतोय का तुमच्या ह्याच्यामध्ये?
हो. एक खूप आठवणीतला पॉटलक म्हणता येईल की जो म्हणजे आज आमच्यापैकी जे-जे म्हणजे आम्ही जे-जे जमा झालो होतो त्यांना प्रत्येक यांना एक फोटोही पुरेसा पडतो WhatsAppवर पाठवला. म्हणजे त्या पॉटलकमधल्या एखाद्या डिशचा फोटो किंवा पूर्ण ग्रुपमधला एखादा कोणाचा तरी असा वेगळाच फोटो, तर त्या त्याच्यावर प्र मग पूर्ण ग्रुपवर पूर्ण ते चॅटिंग सुरू होतं. म्हणजे अ, आमचे आमची एक सीनियर होती आणि तिचं लग्न ठरलं होतं आणि ती इकडनं सोडून दुसरीकडे जाणार होती. तो जॉब सोडून ती दुसरीकडे जाणार होती. शहरच बदलणार होतं तिचं. तर त्यामुळे मग आम्ही जे पण तिच्याबरोबर काम करत होतो आम्ही सर्वांनी ठरवलं, की आपण एक पॉटलक करूया. कारण कोणा एकावर प्रेशर नको कारण सगळे जण जॉबला जाणार आहेत. आणि आम्ही एक रविवार शोधला. आणि तेव्हा माझे काही म्हणजे घर नुकतंच लग्न झालेलं होतं ब आणि आम्ही नोकरीच्या निमित्ताने आलो एका ठिकाणी, कंपनीच्याच याच्यामध्ये होतो राहायला. तेव्हा त्यामुळे घरी फक्त माझे मिस्टर आणि मीच असायचे. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं, की असं असं माझ्या मैत्रिणी सगळ्या येतील तर चालणार आहे का? तर म्हणे काहीच हरकत नाही आहे. पण मी घरात नसेल. तर ते त्यांनी आम्हाला म्हणजे एवढी मोकळीक दिली. आणि क मग आम्ही मेनू ठरवला. तर सगळ्यांना माहिती होतं की तिला नॉनव्हेज आवडतं. पण नॉनव्हेजमध्ये पण मग एक जण म्हणाली चिकन नको, एक जण म्हणाले मटण नको. मग म्हटलं आपण आहे ना, एकेकाने करण्यापेक्षा ना, म्हणजे एकानेच करण्यापेक्षा प्रत्येकाने काहीतरी थोडं-थोडं, थोडं-थोडं आणा.
हां. हं. हां. हां. बरं. बरं. हां, हां. हं. बरं. हो, बरोबर. हं. बरं. हं. हां. हां. अच्छा. हां. बरं. हां. हां.
मग कोणी चिकन आणा, कोणी मटण आणा, कोणी बिर्याणी आणा आणि कोणी मच्छी आणा.
बरं. हां, म्हणजे अ, स्वतः स्वतः बनवून मगच एकत्र जेवायचं असं ठरवलं का?
हो, हो आणि "माझ्या घरी या आणि माझ्या घरी या." त्या माणसाने सांगितलेलं आणि जिचं जिचं केळवण होतं, जिच्यासाठी आम्ही ऑरेज अर्ग ऑर्गनाइज केलं होतं सगळं, तिला सांगितलं, "बाई तू काही अ, आणू नकोस पण तू ये."
अं, बरं. हां. हां. अच्छा.
आणिक, तेव्हा म्हणजे ते सगळं एक असं होतं की सगळेच पूर्ण पार्टी मूडमध्ये होते आणि माझ्या घरी एवढा उत्साह होता. माझ्याबरोबर अजून माझ्या 2 मैत्रिणी म्हणाल्या की "आपण तुझ्या घरीच करूया, फक्त सामान घेऊन येतो. तू तुझ्या घरी फक्त तयारी ठेव, की आपण ते तयार करूया." आणि त्या बिचाऱ्या अर्ली मॉर्निंग आल्या.
नक्कीच. हां. अच्छा. हं.
त्यांच्याबरोबर मी घरामध्ये तयारी ठेवली होती. फिश आणून ठेवले होते. मेन मार्केटला जाऊन हो, मेन मार्केटला जाऊन, तेव्हा सुरमई आणिक अ, कोलंबी होती प्रॉन्स. ते आणून ठेवले होते आणि बोंबील आणले होते. त्याच्याबरोबर अ, अजून अजून असं काहीतरी दुसरा छोटावाला आय थिंक झिंगाच होता, छोटा छोटावालाच आणि तो असा आणून ठेवला होता. तर अ, जे प्रॉन्स होत्या, त्या बऱ्यापैकी जरा मोठ्या होत्या, झिंगा म्हणतो ना आपण त्यातल्या. तर एक जण म्हणाली, "मी ना चांगला मस्तपैकी प्रॉन्स पुलाव करते आणि माझ्याकडे मला माहिती आहे. तू फक्त मला 1 मोठा टोप दे." मी म्हटलं, "ठीक." पण ती आली होती जीन्सवर. मला म्हणते, "हर्षला" मला म्हणते, "अगं ए, तुला कळतं आहे का? इथे हसतेस काय आहे? या जीन्सवर करणार का मी?" म्हटलं, "मग जा माझा गाऊन घाल."
अरे वाह! मस्तच. छान. हां, हां. बरं. हां. हां. हो. हां. हां. <chuckles> हां. हां. हां, मग अ, ऍप्रॉन वगैरे सगळ्या तयारीनिशी क म्हणजे बाहेर आली का ती? हां.
हां. अ, हो. नाही, तिने मजा काय केला. तिने माझा गाऊन घालून आली. नंतर म्हणते, "आता मी तुझ्या नवऱ्यालाच सांगते बघ की"
हां.
"बघ ह मी गाउनमध्ये मीच आहे. म्हणजे तू आहेस आणि बघ मी" "काय-काय करते, दाखवते तुझ्या नवऱ्याला." म्हणजे ती मला लिटरली ब्लॅकमेल करत आहे की "बघ, आता मी काय करते बघ आता मी काय करते?" आणि आमच्यात एवढा हसा झाला तेव्हा, एवढा हसा झाला आणि त्या हस्या-हस्यामध्ये आम्ही कधी तो पुलाव बनवला, आमच्या लक्षातच आलं नाही. अन् त्याच्यानंतर मग एक-एक जण आला. एकीने एक फेमस आमच्याकडे मिठाईवाला आहे, त्याच्याकडे जवळ-जवळ आपला जसा मोतीचूरचा लाडू असतो ना मोठा? तश्या साइझमध्ये काला जामून मिळतो एक मोठा. म्हणजे ॲट अ टाईम तुम्ही सगळं तोंडात नाही घालू शकत, ॲट अ टाईम तुम्ही तोंडात घालूच शकत नाही त्याला पूर्ण, त्याला तोडूनच खायचा हां. आणि तिने आणला आणि तेव्हा माझी लहान मुलगी माझ्याबरोबर होती. तर ती तिची मजा. तिला दिला तिने. "मम्मी," तिचं सुरु झालं. "मम्मी, मम्मी बॉल." म्हणजे तिला म्हणते, "अगं, तो बॉल नाही आहे, खा तो, खा." आणि तिला असं मस्तपैकी
हां. हां. हां. हां. हं. <chuckles> हां. ते समजलं नाही. हां. हां. हां. हो, हो. ऐकलं आहे काला जामून. हां. हां. तो मोठा असतो. हां. बरं. हां. हां. <chuckles> हां. हां. हां, म्हणजे तिला असं रमबॉल वगैरे असं काही आहे असं वाटलं असं हो.
हां, आणि तो डार्क ब्राउन कलरमध्ये असतो आणि थोडा तो तो म्हणजे असा गुलाबजाम सारखा नसतो. तो पाण्यात म्हणजे त सिरपमध्ये नसतो, तो ड्राय असतं. आणि तिने असा तो ओठात धरलेला आहे, तो गुलाबजाम, अ, तो काला जामून आणि त्याच्यात माझ्या मैत्रिणीने तिचा फोटो काढलेला आहे. आणि आजही सुद्धा ती जेव्हा-जेव्हा कधी ती तो फोटो बघते, "काय मम्मी, असे फोटो काढून ठेवलेस माझे तू एक-एकीने."
हो. हां. हो. ड्राय असतो. हो, हो. हां. हां. अच्छा. <laughs> म्हणजे ते पाठीमागचं बघितलं तर त्यांना काही असं म्हणजे <laughs> मजा येत असेल ना बघून. हां
आहा. आणि आणि एवढं खूप-खूप मजा येते. म्हणजे आठवणी उलगडल्या जातात आणि दुसऱ्या म्हणजे पण नंतर मैत्रिणी 1-1 जण आल्या, कोणी मग चिकन आणलं, कोणी राईसची जी भाकरी मिळते त्या घेऊन आल्या, कोणी अ, आम कोणी 2-2 लिटरच्या Spriteच्या वगैरे बॉटल्स घेऊन आल्या. तेव्हा म्हणजे मद्यपान करायचं नाही हे आपलं ठरलेलं होतं. काही म्हणजे असं हे नाही घडावं घरामध्ये. पण मग आपल्याला Thums Up हवा किंवा Sprite हवा किंवा Coca-Cola हवा, असं काहीतरी ड्रिंक हवं आपल्याला ह्याच्यामध्ये. मग त्या घेऊन आल्या, कोणी एकीने सोलकढी आणलेली आणि असा एवढा म्हणजे अ, सगळं जवळ-जवळ 12.30-1.00 पर्यंत सगळ्या जमा झाल्या होत्या. आणि मग त्या
हो. बरं. हां. अच्छा. हो, हां. हां. हां. वाव! अच्छा, मग एवढं सगळं तुम्ही आणलं होतं मग अ आणि
हो, आम्ही जवळ-जवळ 15 जणी होतो, 15 जणी.
अच्छा, मग ते सगळं संपलं का? का वेस्ट गेलं आणि पुन्हा मग? हां.
नाही, नाही, नाही, नाही, मजा अशी झाली ना, की आम्ही दुपारी जेवलो. त्या जेवणामध्ये त्याच्यानंतर त्यांना जे-जे आवडलं मेन, ते पुलाव आवडला होता, फिश म्हणजे सगळे अल्मोस्ट संपले होते. त्याच्यानंतर आमचं चिकनचं जे आयटम कोणी आणला होता फ्रायवाला, तो उरला होता. मग ती म्हणते, "अरे यार अभी चिकन का मैं क्या करू?" आम्ही तिला म्हणतो, "ए पोल्ट्री लेके जा ना, पोल्ट्री लेके जा." आणि मग तिला आज
हां. हां. हां. हां. हां. बरं. <chuckles> मग असं, मग नेमका असा काही मजेशीर किस्सा घडला का त्यावेळी जेवता, जेवता असं म्हणजे? हां.
हां, म्हणजे मग ती तिनेच तिने सुरुवात काय केली?, "हां, मैं भी अभी मुर्गी बन के जाती हूँ, कॉक-कॉक, कॉक-कॉक करके जाती हूँ <chuckles> उसके पीछे-पीछे."
हां. <chuckles> अच्छा, हे जोक्स आणि ह्याचा विनोदांचा पाऊसच म्हणायचा. खाता-खाता म्हणजे खाण्याकडं लक्ष ते विनोदांमुळे एकदम, हसून हसूनच पुरेवाट होत असेल ना तुमची?
खूप! खूप, खूप मज्जा. खूप. खूप सुंदर, खूप सुंदर म्हणजे त्या आठवणी आजसुद्धा म्हटलं ना आमचा WhatsAppचा ग्रुप आहे. त्याच्यानंतरसुद्धा 2-3 वेळा आम्ही असे प्रयत्न केले की आपण पुन्हा एक पॉटलक करूया, भेटूया, इव्हन जिच्यासाठी आम्ही हा पॉटलक केला होता तिचा केळवण म्हणून, ती पण बऱ्याच वेळा परत आली होती आणि आम्ही ठरवतो, पण जे तेव्हा केलं ते पुन्हा झालंच नाही. <sniffs> आणि हां.
हां. हो. हां. हां. हां. हां. अच्छा, एकदाच झालं हां, पण त्या आठवणी तुमच्या कायम राहिल्या म्हणायचं?
आठवणी राहिल्या आणि एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग झालं. आम्ही 15 जणी त्याच्यामध्ये 2 जणी ख्रिश्चन होत्या, 1 अ, कोणी मारवाडी होतं, कोणी सिंधी होतं. जे मारवाडी होते त्यांची फार हालत झाली, कारण मग त्यांना फक्त स्वीट्स खावे लागले मेजरली. मेजरली स्वीट्सवर त्यांना हे करावं लागलं, अ, त्याच्यानंतर एक जे होते ते सिंधी होते. अ, त्यामुळे तो जो ग्रुप होता आमचा त्याच्यामध्ये एक वेगळाच म्हणजे, एक टेस्ट वेगळी झाली होती की अरे ही
नक्कीच. हं. बरोबर. हां. हो. हां. हो, वेगवेगळे व्हरायटी वगैरे एन्जॉय करता आली. आणि हसी मजाक वगैरे भरपूर झालं असेल ना त्याच्यामध्ये तुमचं?
आणि माझ्या घरामध्ये खूप, खूप म्हणजे ग म्हणजे अशी वेळ आली होती की आमचा आवाज खाली जातोय आणि सिक्युरिटी आम्हाला खालून वर बघतोय की तुमच्या घरातून आवाज येतोय. नक्की करता आणि कारण सगळ्या, सगळ्या बसल्यात ह्या सगळ्या मुली-मुलीच आहेत किंवा लग्न झालेल्या बायका पण लगेच कोणाला हार्डली एखादं 2 मुलं वगैरे असं आणि आम्ही जोर जोरात नुसते हसतो आहे, खिदळतो आहे. सकाळ दुप सकाळी 10 किंवा 9 वाजेपासून आलेल्या त्या सगळ्या जणी, रात्री जवळ-जवळ 8.30 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर खूप, खूप त्याच्यानंतरसुद्धा कोणाला जायचीच इच्छा नव्हती. मी त्यांना ऑफर दिलेली की तुम्ही हवं त्यांना आज इथे ओव्हरनाइट थांबा, स्टे करा, आपण खूप अजून मजा करू. मग प्रत्येकाच्या घरून कोणा-कोणाचे कॉल सुरू झाले. <chuckles> आणि मग त्यांना काढता पाय घ्यावा लागला.
हां. हां. ते नेमकं काय चाललंय? <laughs> हो. हो. हां. हां. अरे बाप रे! बराच वेळ काढला म्हणजे <chuckles> हो. अच्छा. हो. हो. हो हो. हां मग तुम्ही ते काही-काही फोटोज् वगैरे मेमरी म्हंटला ना ब फोटो काढले हे, हे केलं, तर मग ते इतरांबरोबर ते ज्यावेळी तुम्ही ते फोटो शेअर करता ना मग त्यावेळी त्यांचं रिएक्शन कसं असायचं? म्हणजे नेमकं त्यावेळी दाखवलं हां.
खूप. खूप आहे. हां. आता कसं झालं माहिती आहे, की ह्या सगळ्यांमध्ये आहे ना, आमच्या शेजारी एक काकू राहतात. आता त्या नाही आहे आमच्या बरोबर इथे राहत, त्या त्यांनी ते घर चेंज करून गेल्या त्या. तर हां, पण त्यांना म्हणजे असं की जर तू एवढ्या सगळ्यांना बोलवलंस, तर मग आम्हाला का नाही बोलवलंस?
हां. बरं, हां. अच्छा. अच्छा, तुमच्या म्हणजे पर्सनल पार्टीत त्यांची पण इच्छा होती <chuckles> म्हणा यायची.
हां, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की तुझ्याकडे एवढे गेस्ट आलेत, तर मग जे तू आम्हाला पण बोलवायला पाहिजेस, आम्ही तर तुझे शेजारीच आहोत. पण त्यांना हे समज समजवायला मला खूप वेळ लागला की ती पर्सनल म्हणजे माझ्या ऑफिसचे जे काही कलीग आहेत त्यांची पार्टी होती ते काय माझे नातलग नव्हते, ते काय माझे शेजारी नव्हते. ते माझ्या दुसऱ्या कुटुंबातले लोकं होते, जे घरी आली होती. त्यांच्याबरोबर मी रोजचे 9-9 10-10 तास घालवते ते आज माझ्या कुठेतरी घरी आले होते. पण पण त्या काकूंना एवढा काही राग आला होता. ह्या गोष्टीचा की त्यांना जवळ-जवळ आम्हाला म्हणजे 1 दीड वर्ष जावं लागलं दोघींना समजून घ्यायला की बाबा हे असं अ, हो, थोडंसं म्हणजे त्या त्यांचा थोडासा स्वभाव तसा होता, पण त्या तेवढ्याच हे पण होत्या म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या माणसाला जीव लावला की एकदम
हो. हो. हो. हो. हो, नक्कीच. हो. नक्कीच. हो. <scoffs> अरे बापरे! एवढा एवढं मनात ठेवायच्या का त्या? हां. होता, हो. हां, ओवाळून टाकतात जीव ओवाळून. हां.
सगळं. हां, म्हणजे म्हणून त्यांच्या त्या अपेक्षा होत्या की मला का नाही बोलवलंस.
अच्छा! मग ते नंतर मग तुम्ही कसं पॅचअप केलं? मग नंतर त्यांना पार्टी वगैरे खास दिली का? किंवा बोलावलं, इन्व्हाइट केलं का? हां.
असतं. हां, हो. म्हणजे आमच्या मग कंप आमच्या जे बिल्डिंगचं आमचं हळदी-कुंकू होतं ना, तेव्हा त्यांना आम्ही म्हणजे माझ्या तर्फे, मी मस्तपैकी हलव्याचे दागिने बनवले होते आणि त्यांना ते गिफ्ट केलेले, मी सगळ्यांमध्ये, म्हणजे बाकी कोणाला दिले नाही. बाकी कोणाला, म्हणजे स्पेशली असं गुलाब वगैरे दिले किंवा पण त्यांना तो एक स्पेशल वाण, हलव्याच्या दागिन्यांचा, सगळ्यांसमोर दिला. तेव्हा त्यांना ते असं खूप छान वाटलं की अरे, मला कुठेतरी इम्पॉर्टन्स मिळालं. आणि मग त्यांची कळी जराशी खुलली. <chuckles>
हां. अच्छा! हां. हां. अरे वाह! मस मस हां. हं. खुलली, बरं झालं! बरं वाटलं! <chuckles> मग तुम्ही असं मग आता नेक्स्ट जो तुम्ही काही पोटलक करणार आहे ना? मग त्याच्यामध्ये कुठले असे मनोरंजक क्षण असे अपेक्षित करता थोडक्यात, म्हणजे काय झालं पाहिजे असं हटके? हां.
बरं. मनोरंजक क्षण म्हणजे हटके म्हणजे आता तेव्हा आम्ही हा जेव्हा प गप्पा मारत होतो, हे करत होतो, तेव्हा आम्ही घरातच बराच वेळ राहिलो.
हां, म्हणजे बाहेर गेलाच नाही? हां, हां.
कारण आम्ही हां, घरात बराच वेळ घालवला. बाहेर थोडंसं जाणं टाळलं. मग असं मला वाटलं की जर आमचं दुपारी जेवण झालं होतं, तर त्याच्यानंतर जर आम्ही बाहेर पडलो असतो, एखाद्या पार्कात गेलो असतो, तिथे मनसोक्त फिरलो असतो, तर तेवढ्यात एक अजून हां, एक वेगळं अजून हा कदाचित त्या मग बरोबर.
हं. हां. हां. हां, बरोबर, वेगळं काहीतरी. हां. टाइम स्पेंड केला असता, इकडे-तिकडे पार्क म्हणा किंवा रेसॉर्ट वगैरे असं कुठेतरी गेला असता. हां.
हो, पण रिसॉर्टला कसा पूर्ण दिवस जातो.
हो, बरोबर आहे. हां.
पण हे जेवण झालं होतं आणि त्याच्यानंतर जरा, थोडंसं जरी बाहेर गेलो असतो, तरी खूप अजून चांगलं वाटलं असतं. पण तरीही एक आठवण म्हणून हे खूप सुंदर गोष्ट आहे माझ्यासाठी
हां. हो, हो, नक्कीच. तुमची आठवण सुंदर गोष्टी आहेत ह्या आणि सारख्या आठवणी येत असतील आणि फोटो बघितल्यावर तर आणि खूप ताज्या होत असतील, तुमच्या आठवणी.
कारण खूप आणि आता सगळ्या कसं झाल्या, आता आम्ही एकत्र कुठेच नाही आहोत. सगळे जण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं करत आहेत. आता आम्ही एकत्र त्या ऑफिसला कोणीच 15 पैकी कोणीच नाही आहे.
हां. हां. अरे! हां, म्हणजे आता
15 जणी 15 ठिकाणी आहेत, पण एका ग्रुपवर आहेत WhatsAppच्या.
अच्छा. बरं, मग तुम्ही या मग अशा जेवणाच्या अनुभवातून तुम्ही असं पोटलक मधून असं काही शिकला का? म्हणजे काय नवीन शिकला त्याच्यामध्ये?
शिकण म्हणजे मला कधी आमचं घ आमच माझं जे फॅमिली होती ती एक न्यूक्लिअर फॅमिली आहे. त्याच्यामध्ये क्वांटिटी जेवणाची ही फार आपली म्हणजे एक लिमिटेड असते आणि 15 लोकांसाठी जेवण कसं ऑर्गनाइज होणार, हे मला खूप टेन्शन होतं, कारण माझ्या घरात तिने ठरवलेलं पुलाव बनवायचा.
अच्छा. हां. एक बरं. हां. अच्छा.
आणि मग तेव्हा तिने मला क्वांटिटी दाखवली की, "बाई एवढं तिखट टाक, असं कर, तसं कर", म्हणजे तिच्याकडनं तिचं नाव म्हणजे जेनी नाव होतं तिचं आणि तिच्याकडनं मी शिकले की बाबा जर माणसं जास्त असतील तर कशा कशी टॅक्टिक्स वापरायची आणि कसा तो स्वयंपाक अधिक रुचकर बनवायचा.
हं. बरं. हां. करी करायचा, बनवायचा हां.
कारण त्याचं तेव्हा ज्ञानच नव्हतं. अगदी अगदी एक एक लहान मूल, नवरा आणि मी आणि एवढंच. हां, विश्व असल्यामुळे, कारण माझे इन माझे जे इन-लॉज् होते ते आमच्याबरोबर नव्हते. ते दुसरीकडे राहायला होते आणि आम्ही कंपनीच्या आकोमोडेशनमध्ये होतो. त्यामुळे कधी असा मोठा स्वयंपाक करायचं हेच नव्हतं.
नव्हतं, बरोबर. नवीन होतं तुमच्यासाठी. हो. तेवढंच. हां. म्हणजे तेवढंच विश्व. हां. हां हां. प्रसंग आलाच नसेल आणि मोठ्या शहरात कसं आहे, लोकांचं येणं-जाणं पण नसतं फारसं त्यामुळे असं, त्यामुळे काही त्याचा अनुभव नसतो.
काहीच गरज नाही. फार कमी असतं. हां आणि गावी वगैरे गावी वगैरे गेलो की तिथे बाबा सगळ्या मोठ्या त्यांच्या हाताखालीच फक्त छोटं-छोटं काम करायला मिळतं.
हो, नक्कीच. हां.
तेथे काय ते मोठे हात लावून देत नाहीत सगळ्या गोष्टीला आपल्याला.
नाही देत, हो. ते त्यांचं म्हणजे त्यांचं इंडिपेंडंट असतं किचन, मग ते कोणी लुडबुड केलेली फारशी आवडत नसते. तर मग छान तुम्ही अनुभव सांगितलात पोटलक अनुभवताना काय-काय किस्से, बरंच काही-काही मनोरंजक सांगितलं, त्या चिडलेल्या काकू, मग त्यांना तुम्ही नंतर कसं काही-काही. आधी खूप रिटर्न केलं तेसुद्धा खूप छान वाटलं मला ऐकून. तर
बरोबर. बरोबर. <chuckles> खूप, खूप मजा केली आम्ही त्या दिवशी. <chuckles> कारण, हा जो क्षण होता ना, हे जे क्षण होते ना, ते एवढे आता मेमोरेबल आहेत ना, की पुन्हा तिथे पाठी जावसं वाटतं. तो पोटलक पुन्हा एन्जॉय करावासा वाटतो. पण आपल्याकडे टाईम मशीन नाही ना. <chuckles>
हो. हां. वाटतं, हो. वाटतं, हो. नाही, पण नक्कीच तुम्ही असं पुन्हा एकत्र याल आणि पुन्हा एक पोटलक कराल, अशी अपेक्षा आहे मला तुमच्या आता ह्याच्या ऑर्गनायझेशनवरनं.
हो, आम्ही आम्ही आम्ही तर रोज देवाला प्रार्थना करतोय की पुन्हा तो एक दिवस आम्हाला रीक्रिएट करता यावा.
नक्कीच होतील. तर धन छान वाटलं बोलून. धन्यवाद.
<chuckles> <chuckles> मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. पुन्हा भेटू.
हो.